निसर्गाने मानवाला खूप वरदान दिली आहेत. त्यातला एक वरदान म्हणजे विविध रंग दिसणे. त्यांना अनुभव करणे, त्या रंगाप्रमाणे अ, स्वतःवरती त्याचा परिणाम करून घेणे, वगैरे-वगैरे, असं सगळं. तर रंग म्हणजे हा सगळ्याच मानवजातीच्या अ, जीवनातला अविभाज्य अंग आहेच. तर तुम्ही रंग कसे निवडतात, अ, ते अ तुमच्याबद्दल काय सांगतात?
हो. हो. हो. हां, म्हणजे नक्कीच मला सांगायला आवडेल, की माझी रंगांविषयीची आवड-निवड कशी आहे, ते. अ, आपण जे घालतो, सजवतो किंवा रंगवतो, म्हणजे निवडतो. त्या प्रत्येक रंगामागे ना, एक व्यक्तिमत्त्व, एक स्वभाव दडलेला असतो, म्हणता येईल हो. म्हणजे माझं तर नेहमीच असतं, बाबा, मी ज्या अ, मूडमध्ये असते, त्या रंगाला प्राधान्य देते <laughs> ऊं, म्हणजे मूडनुसार रक रंग बदलतात माझे, असं. <chuckles> अरे! हे वाक्य दोन्हीकडे जातंय बाबा. <laughs>
हं, हां. हं, बरं. हं, हं. अगदी बरोबर. करेक्ट, करेक्ट. हं. बरं, बरं. क्या बात है! अरे वाह, वाह! अरे खूपच छान आहे, हे हं. अ, हं, हं, हं, हं. खूपच छान आहे खूपच छान आहे. क्या बात है! अ
हं. मी रंगना, म्हणजे दोन गोष्टींवर निवडते, म्हणजे त्या क्षणी मन कसं वाटतंय, म्हणजे मनाचं काय विचार आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्यात काय सांगण्याची गरज असते, म्हणजे त्यावेळी मला माझ्या साईडने, म्हणजे आता कोणाला काय दिशा दाखवायची आहे किंवा काय दाखव म्हणजे भावना दाखवायची, त्यानुसार मी रंग बघते. कधी मी, म्हणजे शांत असते, तेव्हा मी निळा रंग जास्त निवडते. मला ते अजून शांततेकडे नेते. तर मग हां. म्हणजे ते एक म्हणतो ना, की समुद्रासारखं स्थिर आणि गहिरेपणाचं प्रतीक वाटतो मला तो. पण उत्साहही असेल, अ किंवा नवीन सुरुवात असेल ना, तर तेव्हा मी पिवळा किंवा मग ऑरेंज, केशरी जास्त मनाला बोलावतो, असं म्हणता येईल. म्हणजे एखादी धार्मिक कार्यक्रमही असलं ना, तर मला जास्त पिवळा किंवा अ, म्हणजे केशरीच घालायला आवडतं. म्हणजे ते मूड ट्रॅकरसारखे काम करतात, हो, हे रंग म्हणजे. अ, म्हणजे ते जे माझं मन जे बोलू शकत नाही ना, ते रंग बोलतात. ज्यावेळी मला शब्द किंवा काही नसतात, तर असं, त्यावेळी.
असं. हं. हां. हां, हां. हं. हां, हां. हं. हं. बरं, बरं. ओके. क्या बात है! वाह, वाह! हो ना. हां, हां. बरोबर, बरोबर. हं. अच्छा. वाह, वाह, वाह! क्या बात केशरी रंगाच. वाह, वाह! अगदी बरोबर. छान. बरोबर. हां, हां, हां. ओके. हं, हं. क्या बात है! क्या बात है! म्हणजे अ अ, कुठलाही रंग निवडताना तो तुमच्या आत्मविश्वास देतो, असं तुम्हाला वाटतं का?
हो. हो नक्कीच. म्हणजे माझं अ, एक अ, वेगळाच आत्मविश्वास वाढतो ज्यावेळी मी माझ्या मनाप्रमाणे किंवा मूडप्रमाणे अ, काही साडी वगैरे त्या रंगाची घातली असं तर. म्हणजे एक फ्रेश फील होतं किंवा मग म्हणता येईल, की जर माझं मन नाही मनही नाही आहे, अशा काही परिस्थिती होते कधी-कधी की जबरदस्ती जावं लागतंय बाबा कुठे, एखादी लग्नसमारंभात वगैरे <chuckles> मग अशा वेळी मी काय करते की मी प्रयत्न करते की माझ्या मनाला कोणता रंग असं म्हणतो ना आपण, की शांततेचं सूदिंग इफेक्ट देईल असं तर त्यावेळी मी अ, आवडता रंग घालण्याचा प्रयत्न करते माझ्या.
हं. हं, हं. हं, हं. वाह! वाह! वाह! हां. हां, हां. हां, हां. ओके, ओके, ओके. हं. हां, हां. ओके, ओके, ओके. वाह! वाह! सुंदर, सुंदर. अ, म पण मला आणखीन एक विचारायला आवडेल, की सपोज एका ठिकाण ठिकाणी तुम्ही गेलात आणि तिथे आजूबाजूचा रंगाचं कॉम्बिनेशन अ, काही वेगळं जर असेल तर त्या रंगांप्रमाणे तुमच्या मूडवर काही परिणाम होतो का?
हो. हं. हां. हां अ, हो कधी-कधी होऊन जातो. मी कितीही प्रयत्न केला, की नाही होऊ द्यायचा, मग अशावेळी होऊन जातो, की आता समजा मला नाही म्हणजे मला अशी सवय आहे, की बाबा कोणी असेल माझ्यासमोर आणि त्याने जर काही अपोजिट कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट केलं असेल ना, की ते जुळत नाहीये. मग मला ना म्हणजे अ‍ॅज अ सजेशन का होय ना की त्याला जाऊन सल्ला म्हणून एक सांगून यावं, की "तुम्ही ना, छान दिसतात पण हे जर असं राहिलं असतं ना तर अजून छान दिसलं असतं" असं. <chuckles> तर त्यामुळे कधी-कधी असं अ, म्हणजे म्हणता येईल, की रंगांमुळे माझं लक्ष थोडं भटकून जातं. सो ते जोपर्यंत मी त्या व्यक्तीशी बोलून येणार नाही किंवा त्या गोष्टी त्याला सजेस्ट करून येणार नाही, सल्ला देऊन येणार की तुमच्या घराच्या र अ, त्या भिंतीवरनं हा रंग जास्त शोभला असता हो, तोपर्यंत माझं मन शांत नाही होत. <chuckles> हां.
हं, हं. हं. हं. हं. अरे वाह, वाह, वाह! छान, छान, छान! हां, हां. हं, बरोबर, बरोबर. हं, हं. हं, हं. ओके, ओके. अच्छा. <chuckles> गुड, गुड. आणि अ, आता त तुमच्या घराला जो रंग असेल किंवा तुमच्या अ, रूम ला जो रंग असेल तो तुमच्या चॉईस चा आहे, की मग अ, पालकांनी सांगितलं किंवा इतरांनी सांगितलं?
हो. हो. अ, नाही, नक्कीच म्हणजे माझ्या चॉईस चाच आहे, माझीच निवड होती की आणि म्हणजे पालकांचंही एक असं असतं ना, की बाबा तुला राहायचंय, तू बघ तुला कोणता कलर, कोणता रंग तुझ्या खोलीचा हवा. म्हणजे कसं तू अ, आता कुठून कामावरून आली तर ते 4 भिंतींमध्ये तुलाच राहायचं आहे. त्यांनी तुला काय द्यावं अन् तू काय घ्यावं, हे तुम्हीच ठरवा बाबा <chuckles> असं. हो.
बरं. हं. हो, हो. हां, हां, हां. हं, हं. राहायचं. वाह, वाह, वाह. क्या बात है, क्या बात है आणि आणखीन एक आहे की अ, बरेचसे रंग आहेत ना अ, त्या क्रांतीचे प्रतीक असतात. सपोज जर एखाद्याला आपल्याला अ, विरोध करायचा आहे. तर तेव्हा अ, काळ्या फिती दाखवण्याचा प्रकार आहे तो.
हो. हो, हो. अगदी. अगदी बरोबर. हो, मीही केलाय बाबा ते. <laughs>
आणि त्यानंतर केलंय का तुम्ही? अच्छा अ, सांगाल तुम्ही प्रसंग?
हां, व म्हणजे एका ठिकाणी विरोध अ, करायचा होता आम्हाला. मग, त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी ते अ, अ, तुम्ही म्हटले ना आता काळी फित असते ती, ती आपल्या हाताला बांधून न आंदोलन म्हणता येईल काय असतं ते बाबा? अ, एक अ, रॅलीसारखं काढलं होतं. <chuckles> आणि जसं की एड्स-डे वगैरे येतं त्यावेळी ते रेड फित, लाल रंगाची हां, हां, रिबिन, रिबिन, हां.
हं, हं, हं. हं, काळी फिती दाखवतात. हां, हां, हां. हां, हां, हां. हो, हो, हो. अ, ओके, ओके. रेड बिल अ, रेड अ, अ, रिबीन असते ती करेक्ट, करेक्ट. हां, रेड रीबिन असते ती. आणि ते काळे फित दाखवतात किंवा मग, नक्षलवादी म्हणायचं की नाही. पण ते जे एक अ, क्रांतिकारी असतात किंवा ते जे लोकं असतात, ते लाल सलाम करतात. म्हणजे त्याच्याही, त्याहीमध्ये अ, रंगाचाच अ, समावेश असतो. असं बऱ्याच ठिकाणी होतं नाही का? किंवा युद्ध चालू आहे तर अ, तिथे पण अ, अ, एक अ, काय त्याला म्हणूयात? अ, शांतता जर करायची असेल तर, पांढरा रंग, पांढरा झेंडा फडकवतात आणि अ, श शांततेचं प्रतीक म्हणून हे करतात. तर अ, सेम परिणाम तुमच्यावरही होतो का? ते कलर आजूबाजूला आहेत. सपोज भिंती पांढऱ्या आहेत त तर, तुम्हाला शांत वाटतं का? किंवा हां.
हो. हो. हो, हो. हो. हं. हां, हां. हो, हो. शांततेचं प्रतीक एक, हो. हं. हां, हो. हो, हां. म्हणजे हा माझा एक अ, म्हणजे अनुभवच आहे. मला आठवतं, की अ, 1 वर्षापूर्वी ना म्हणजे मी असं इंट्रोस्पेक्शन मूड म्हणतो ना आपण. इंट्रोस्पेक्शन अ, त्या मूडमध्ये होते. अ, मी बहुतेक ना अ, बॉटल ग्रीन कलर येतो ना आपला गडद हिरवा आणि ब्राउन किंवा तपकिरी रंग तो जास्त वापरायला लागले होते. काय माहिती <chuckles> म्हणजे त्यावेळी मला असं वाटत होतं, की ते जास्त मळकट दिसत नाही किंवा मग, काय वेगळंच अ, एक हो एक असतं आपलं, की त्यावेळी एकतर पिंकच आवडेल, गुलाबी तर गुलाबीच, खूप सारे ड्रेसेस गुलाबी होतील. मग असं असा तो एक काळ होता, की ज्यावेळी माझ्याजवळ ना सगळे गडद हिरवा आणि तपकिरी रंगाचे ड्रेस ओर जे काही होतं साड्या वगैरे. म्हणजे तो काळ ना माझं असं शांत, थोडा अंतर्मुख होता. मी स्वतःच दुनियेत म्हणजे स्वतःची शांतता असं. त्या रंगांनी मला जसं की, जमिनीवर उभं ठेवताना मदत केल्यासारखं होतं ते. मग नंतर एकदा असं म्हणजे म्हणता येईल, की माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला, की नवीन नोकरी किंवा म्हणता येईल, नवीन लोकांमध्ये मी राहायला गेले. शहरांतर झालं असं म्हणता येईल. आणि माझ्या जीवनात पुन्हा ऊर्जा आल्यासारखं मला वाटायला लागलं, की त्यावेळेस मी अचानक म्हणजे अ, असे सगळे ब्राईट कलर्स जे येतात ना आपले पिवळा, निळा, नारंगी निवडायला लागले. म्हणजे मी त्या कलरला म्हणजे त्या रंगाला जास्त प्राधान्य देत गेले. सगळे पिवळे असे टॉप्स म्हणजे मला फ्रेश फील करत होते ते कलर. म्हणजे म्हणता येईल, की जणू माझ्या आतला सूर्य बाहेर यायला तयार होता. <laughs> आणि मला तशा म्हणजे अ, कमेंट्सही मिळत होत्या माझ्या मित्र-मैत्रिणींकडून, की "तू वेगळी दिसतेस काहीतरी." मी म्हटलं, मी तशीच जाणवते आहे म्हणजे रंगाने माझा टप्पा दर्शवला, त्यांना एक, की जसं ऋतू बदलतात तसे, माझेही रंगही बदलले. हो. <chuckles>
हां, हां. हां. हां. बरोबर, हां. हं, हं, हं, हं. ओके. अच्छा. हां, हां, हां. हां. हां, हां, हां, हां, हां. बरोबर, बरोबर. ओके, ओके. ओके. हं. ओके. हां. अच्छा. बरं, बरं. ओके. ओके. बरं, बरं, बरं. वॉव! वाह! ओके, ओके. हं. हां, हां. क्या बात हे! क्या बात हे! म्हणजे हां, हां. हां. वाह! वाह! वाह! हां, हां, हां, हां. ओके. रंगही बदलले. क्या बात है! क्या बात है! म्हणजे अ, तुम्ही गडद रंग अ अगोदर घालायचे तर अ, ते ब्राईट कलर घालायला लागलेत. म्हणजे उजळ रंगाचे कपडे घालायला लागलेत. तर, त्याचा परिणाम अ, एक अ, पॉझिटिव्ह वेव्हनी झाला. हं, सकारात्मक विचाराने. व वाह! वाह! वाह!
हो, हो. अगदी बरोबर. हो. मूड रिफ्रेशिंग हो, सकारात्मक विचार येतात. आणि एक ताजं-तवानं वाटतं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आहोत असं काहीतरी. म्हणजे, ते एक अ, भक्तिमय म्हणता येईल, धार्मिक वातावरण. व जर आपण धार्मिक वातावरण बघितलं ना, तिथे काळा रंग म्हणजे चालतच नाही. काळा अ, सहसा नाही चालत.
हं, हं, हं. हां, अ हां, सहसा नाही चालत. काही ठिकाणी असतो. म्हणजे, अ, शनिदेव म्हणा किंवा अ, ते अ, साऊथला जर तुम्ही गेलात तर अय्यप्पा स्वामी नावाचे जे, देव आहे. तर तिथे ते काळे वस्त्र घालूनच तो प्रकार करतात. पण
हो. हो, हो. हां. हो. हां. हां, म्हणजे आता आपल्याकडेही नरक चतुर्दशीला काळे कपडे घालण्याची प्रथा आहे. हो.
काळे घालून. नाही, नाही अ, मकर संक्रांतीला मला वाटतं. मकर तेव्हाही हां.
हो, नाही. तेव्हाही आहे आणि आमच्याकडे काय माहिती? मग तुमच्याकडे नसतील. पण आमच्या इथे जे काही गुजराती बांधव आहेत ना तर, ते लोकं नरक चतुर्दशीच्या दिवशी काळे कपडे घालतात. हो, हां.
हां. हां. नत ओके, ओके. बरोबर, बरोबर. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. त्या कम्युनिटीमध्ये ते ब्लॅक ड्रेसेस वापरतात. आणि मकर संक्रांत जेव्हा असते ना, तेव्हा पण ब्लॅक रंग असतो. हां, हां.
हो. हां. हो, तेव्हाही असतो. म्हणजे काही ठिकाणी आहे, पण जर तुम्ही पूजेला बसणार आहात ना, तर पूजेला ते शक्यतो म्हणजे लाल, केशरी, पिवळ्यालाच प्राधान्य देतात असं. हो.
हां. पूजेला शक्यतो, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर अ, किंवा काही नाही तर अ, पांढरा रंग घालून बसतात लोकं.
हो, हो, पांढरा रंग तर अजून छान. म्हणजे कुठल्याही ठिकाणी तुम्ही घाला. तुम्हाला सगळीकडे ते उ उच्च स्थानावरच नेणार म्हणता येईल. म्हणजे आता हे एक ज्योतिषीकडे नेणारं शास्त्र लावेल मी तुम्हाला, सांगू शकेल त्याच्यावर असं की, पांढरा रंग जर जास्त आपण आपल्या कपड्यांमध्ये वापरात आणला तर, आपण एक प्रकारे ना धनवैभव म्हणजे अ, ते ती ऊर्जा आपल्याकडे खेचत असतो. तर आपली हो, तर ते एक आकर्षित होत असतं. त्यामुळे जेवढा तुम्ही पांढऱ्या कपड्याचा वापर करणार ना दैनंदिन जीवनात तेवढं ते एक अ, तुमचं वैभव म्हणता येईल किंवा संपत्ती वाढवण्यास मदत करते. म्हणजे शुक्र ग्रह आपला अ, जास्त बलवान होत जातो. हो.
हां. हां. यस, यस. हां, हां, हां. हं. आकर्षित करतो आपण ते. करेक्ट, करेक्ट. बरोबर, हां. हं, हं. हां. आणि स्ट्रॉंग होतो. हो, हो, हो. बरोबर, बरोबर. क्या बात है!
तसंच मग, म्हणजे आता काही लोकं बघा काहीतरी एक अ, कन्सेप्ट आला आहे मध्यंतरी, की अ, ते म्हणतात, की हिरव्याच कलरचा रंग पेनाचा तो पाहिजे. ती शाई वापरा. त्याच्याने तुम्हाला धन धन लाभ होईल, असं. मग ही युवा पिढी वापरते, तो सगळा ट्रेंड माहिती आहे का? ते हातावर हिरव्या रंगाने, अ, हिरव्या पेनाने लिहायचे. होतं येणं म्हणजे हे रंग असतात ना, हे आपल्या जीवनात फार म्हणजे बदल घडवून आणू शकतात.
हं, हं. बरं. ओके, ओके. हां. हो, हो, हो. लिहायचे वगैरे हां, हां. करेक्ट, करेक्ट. आणि एक मला असं वाटतं का? अ, त्या एक एक्यूप्रेशर वगैरे जी थेरपी असते, त्यामध्ये एक कलर थेरपी नावाचाही एक प्रकार आहे. म्हणजे ते ब ब काहीतरी अ, पर्टिक्युलर ठिकाणी बोटांवर वगैरे एक डॉट करतात किंवा ते एक पूर्ण बोट रंगवतात किंवा असं काहीतरी एक थेर थेरपीचापण प्रकार आहे. कलर थेरपी असं त्याला म्हटलं जातं. हं. <chuckles> अच्छा, अच्छा.
हो का? हो. मला जास्त काही नाही माहिती त्याबद्दल. त्यामुळं मी नाही सांगू शकत. मलाही काहीतरी त्याचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. अ, पण मग नक्कीचं म्हणेल मी की जे मनोवैज्ञानिक असतात ना तर ते अ, भरपूर वेळा रंगांचं म्हणजे कलर थेरपी यूज करतात, की ज्याने ना जे रुग्ण थोडे असं म्हणता येईल की जास्तचं अ, डिप्रेशनमध्ये जात गेलेले आहेत बाबा. किंवा मग स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत बंद करायचं बघतात. अंधार ज्यांना हे होतं ना. ते त्यांना अंधाराकडनं म्हणजे उजेडात आणायच्या वरती जो तो काही प्रवास असतो ना त्याच्यात कलर थेरपी रंगांचाचं वापर करतात.
ओके, ओके. हं. चालेल, चालेल. हां. हं. हं. हां, हां, हां. हं, हं. ओके, ओके. बरोबर, बरोबर. आता मी
हो, म्हणजे त्यांना सूर्यप्रकाश कसा आवडेल? हे त्याकडे त्यांचं कल करत वाढवत जातात.
बरोबर, बरोबर.
हं.
आणि मग आता मला असं विचारायला लागले पुन्हा पुन्हा मी तुमच्याचं अ, परिधानावर येईल की सीझननुसार तुम्ही त्याचे रंग बदलतात का, कपड्यांचे तुमचे?
हो, हो. हो, हो, अगदी. म्हणजे हा तर विचारण्याचा प्रश्नचं नाहीये म्हणजे मला तो <chuckles> ऋतू बदलतात, तसे माझे रंगही बदलतात. <chuckles> मी उन्हाळ्यात शक्य तर म्हणजे सगळेचं असे अ, फिके रंग वापरायचा प्रयत्न करते, फिका जो शेड म्हणता येईल. अ, जसं की ब्लू अ, एकदम आकाश कलर जो आहे तो आकाशी रंग हां. तो त्यानंतर म्हणता येईल की अ, पिवळा. पिवळ्यात पण म्हणजे लेमन कलर एकदम हां. त्यानंतर म्हणजे मी लाल टाळते तेव्हा एकदम भडक घालायचे आणि सगळ्यात जास्त माझं त्यावेळी पांढऱ्या रंगावर भर असते की मला सनटॅनही नाही होणार. उन्हाचंही कमी म्हणजे हे होईल हो. त्यामुळे मी हां. त्यावेळी खूप ट्राय करते मी माझा प्रयत्न पांढराचं वापरण्यावर असतं. मग पावसाळ्यात मी अ, थोडे अ, म्हणजे जे कपडे ओले झाल्यावरही असं उमटून नाही येणार लगेच. तसे कपडे तर शक्यतो त्याच्यात माझं थोडं तपकिरी अ, गडद हिरवा नंतर मग लाल तेव्हा चालून जातो. लाल मग अ, म्हणता येईल की गुलाबी पण चालतो. मग ते कलर असे ते रंग घालेल आणि मग हिवाळ्यात तर मग विषयचं नाही काळे कपडे जास्त घातले जातात. काळे नंतर ग्रे कलर त तांबडा वगैरे असे म्हणजे ते जास्त. आणि मग मंदिरात तर झालं. मला मंदिरात काही कार्याला जायचं आहे तर मी नक्कीचं म्हणजे पिवळा आणि केशरी कलर साडी वगैरे तीचं घालणार. मला ते एक वेगळी प्रसन्नता देतो. <chuckles>
की रंगाही बदलतो. <chuckles> क्या बात है! क्या बात है! हां, हां. अ, हां, हां, हां. हं. आकाशी कलर. हो, हो, हो. ओके. लेमन कलर, ओके. ओके. आणि हां.रिफ्लेक्ट होतो तो. अ, उष्णता हं. हां, हां. बरोबर, बरोबर. हं. ओके. ओके, ओके. हं. ओके, ओके. ओके, ओके, ओके. ओके. आता अ, तुमच्या पर्सनॅलिटीवर अ, कुठला रंग छान दिसतो, असं तुम्हाला वाटतं?
हो. अ, मला वाटतं की माझ्या पर्सनॅलिटीनुसार मला मरून कलर जास्त सूट होतो. हो.
ओके. अ, पण तोही थोडासा गडद रंगाकडेच वळणारा रंग आहे ना?
हो. गडद म्हणजे पण मला ते माझा आवडता कलर आहे. त्यामुळे मग मी त्याच्यात जेवढे मला थोडे लाईट करता येतील शेड्स ते बघते. मग, थोडंसं रेडही कधी-कधी पण मग तो रेड भडक झाला ना, मग ते धोखे का इशारा, असं वाटतं. <laughs> नको म्हणून.
हा आवडता कलर आहे. अ ओके, ओके. हां, हां. अच्छा, अच्छा. हं. ओके, ओके. आणि म्हणजे त तुम्हाला अ, एखादा रंग जो खूप प्रेरणा देतो असा?
अम्म, अ, निळाच कलर. जो मला शांतता खूप तिथूनच मिळते. <chuckles>
निळा कलर. वाह, वाह, वाह. छान, छान. म्हणजे आज रंगाच्या माध्यमातून तुमच्या भावना, आठवणी आणि व्यक्तिमत्त्वाची किती सुंदर सफर केली आपण. वाह! छान छानच. म्हणजे रंग दिस हं, हं. म्हणजे रंग दिसतात साधे पण ते आपली स्वतःचीच एक कथा सांगत असतात. कधी शांत, कधी चमकदार, अ, तसेच तुमचेही अनुभव होते. अ, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. अ, खूप, खूप धन्यवाद. खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.
हो. हो. हो. मलाही छान वाटलं बोलून. हो. हो, हो. हो. नक्कीच. धन्यवाद. हो, हो. धन्यवाद, मलाही छान वाटलं. पुन्हा बोलू. धन्यवाद.
थँक्यू.